अ, हो माझा एक लग्नाबद्दलचा एक स्टॅन्ड होता कारण की मी स्वतः म्हणजे आपण बोलतो ना की अ, लग्नामध्ये अ, त्य त्यांचं असं होतं की मला एक वैयक्तिक असं होतं की मला मुलगा कसाही असो दिसायला एवढं माझं हे नव्हतं. मला असं होतं की त्याचा स्वभाव. आपण म्हणतो ना की स्वभाव मला खूप मॅटर करायचा. तो स अ, काय होतं सेटल असो नसो. कारण की सेटल आपण अ, आपल्याला अख्खं आयुष्य आहे आपण दोघं मिळूनही सेटल होऊ शकतो. त्याचं नव्हतं. पण आई-वडिलांचं कसं असायचं की नाही सगळ्याच गोष्टी पाहिजे असतात सगळ्या हे. पण म्हटलं अ मी एकच त्यांना बोलली होती की मला मुलगा फक्त अ, स म्हणजे स्वभावाला पाहिजे म्हणजे तो होतकुरू मुलगा असं म्हणतो ना आपण की "जिथे दग अ, जिथं कुर्हाड मारेल तिथं दगड अ, अ, हे पाणी काढेल," अशी गोष्ट असते. तसं मला एक होतं आणि अ, माझं हे होतं की अ, स्वतःचं म्हणजे हे कारण की आपण जेव्हा आपल्याला माहिती मी कशी आहे तर मला कसा मुलगा पाहिजे. जेणेकरून मग मी तो स्टॅड घे घेतला ना तेव्हा माझे सगळे अगेन्स्ट होते पण मी ते प्रूव्हही करून दाखवलं आज की नाही मी ते बरोबर होती असं.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. <chuckles> हो, हो, हो, अगदी. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर. अरे वाह! खूपच छान म्हणजे आज तुम्ही त्याच्यामुळं पुढं प्रूव्ह करून दाखवलं आणि आज तुमच्या त्या अ, स्वतःवरती प्रेम करण्यामुळे भरपूर काही गोष्टी तुमच्या जीवनात बदल झा ते अ, जे लोक अजूनही सुरुवात करू शकले नाही स्वतःवरती प्रेम करण्यासाठी, त्यांना काय सल्ला देश देणार तुम्ही?
हो. अ, हो अगदीच. मला असं वाटतं की अ, जे अ, पहिल्यांदी नाही तुम्ही स्वतःला प्राधान्य द्या म्हणजे स्वतः ओळखा आधी काय आहात ते आणि कमी असेल तुमच्यामध्ये, जास्त ही काही असेल, कमी असतील काही गोष्टी ते एक्सेप्टही करा आणि त ते सगळं धरून म्हणजे चांगले गुण, वाईट गुण धरून तुम्ही स्वतःवर प्रेम करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की अ, जर तुम्हाला अ, असं कुठून काय पाहिजे असेल ना म्हणजे अप तू मानसिक आधार पाहिजे असेल त्या गोष्टींसाठी तर तुम्ही पुस्तकं वगैरे वाचा, काही थेरपीज वगैरे घ्या, काउन्सलिंग करा, की तुम्हाला स्वतःला ओळखता येत नाही, स्वतःवर प्रेम करता येत नाही. असतं काही-काहींचे ते असतं. तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. काही अ, धार्मिक किंवा आध्यात्मिक आपण बोलतो ना की साधना असतात म्हणजे अ, त मेडिटेशन वगैरे योगा करू शकता त्या गोष्टींसाठी अ, ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही करू शकता आणि पहिले ना जगा अ, आपण म्हणतो ना अ, करावे "ऐकावे जनाचे करावे मनाचे" तसं करा जेणेकरून की खरंच स्वतःवर प्रेम करता हे सिद्ध होतं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान, हो. हं, हं. जगही सांगेल. <chuckles> हो.